अच्छा, जर तू अच्छा जर तुम्ही असं सांगितलं, की तुम्ही प्रोफेशनल मदत घेतली आणि त्यातून बाहेर निघायला पण तुम्हाला खूप फायदा झाला. तर यावेळेस घरच्यांचा किंवा तुमच्या म्हणजे जे सहकारी वृंद आहे त्यांचा प्रतिसाद वगैरे काय होता म्हणजे एक अ, त्यामध्ये म्हणतात ना, की खूपदा असं म्हणतात, "हे काय नाही का डॉक्टरकडे चालली ही मेंटल वगैरे झाली का नाही का." असा काहीतरी प्रकार होतो तर यावेळी सांस्कृतिक आणि कुटुंबीय अडचणी तुम्हाला आल्या का? म्हणजे टिकेचे धनी वगैरे हं, हं, हं.
असं. हो ना. झाले ना. <chuckles> म्हणजे भरपूर मोठाच सीन झाला होता आमच्या सासरी. मी म्हटलं ना, की माझी ताई मला काहीतरी एक्सक्यूज करून मुंबईला घेऊन आले होते माझी म मेंटल हेल्थ बरोबर करायला तर माझे आई-बाबा तर खूप ओपन माइंडेड आहेत. तर ते तर समजले, की ठीक आहे हिला भरपूर डिप्रेशन होतं आणि असं काही झालं तर कोणालाही होईल ना. तर अ, म्हणजे आपण म्हणतो ना अ फेल्ट लाइक एन ऑड मॅन आउट असं. तर मलाही तसंच वाटायचं तिथे. मग अ टॉक्सिक एन्व्हायर्नमेंट असतं ना ते. तर तिथे आपलं आपण जर राहत राहिलो आणि आपण काही नाही केलं, तर आपली मानसिक स्थिती खूपच जास्त बिघडू शकते. हो. तर अ, ते न होण्यासाठी आपण प्रोफेशनल मदत घेतलीच पाहिजे. आणि तेच मी केलं. पण आमच्या सासूबाई काही ऐकायच्या नाहीत. तर त्यांना कळलं, की ही तिथे जाऊन असं असं काउन्सिलिंग सेशन्स वगैरे घेतेय. तर त्या म्हणाल्या, "तू काय आमच्या नातेवाईकांमध्ये आमचं नाव खराब करते, की तू इथे आली आणि आम्ही काय तुला वेडं केलं का? की तू असं सग सगळं कशाला जाते परत ये इथे." तर मग माझ्या बाबांनीच असं ठाम निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं, की असं बघा असं बोलायचं नाही आणि तुम्हाला जरा हे समजावं लागेल. आणि त्यांनी अ, आमच्या पतींना पण सांगितलं अ, की तुम्ही जरा समजावा आणि त्यांना अ, चांगलं असं आहे याबद्दल माहिती द्या. त्यांना पण असं समजायला पाहिजे, की डॉक्टरांकडे जाणं जेव्हा जसं आपण आजारी असतो आणि डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी जातो, तसंच जेव्हा आपलं स्ट्रेस लेव्हल जास्ती होतं तेव्हा आपल्याला काउन्सलिंगसाठी जायला हे जरुरीचं आहे. तर त्यांनी खूपच प्रेमाने आणि पण थोडंसं असं स्ट्रिक्टली समजावलं. तर अ, मग त्या जास्त काही बोलल्या नाहीत आणि अ, <laughs> आम्ही मग नंतर मग पुढे तर आपल्याला व्हायलाच पाहिजे ना. तर मग मी माझे काउंसलिंगचे सेशन्स वगैरे पूर्ण केले आणि सगळं काही बरं झालं नंतर.
अरे बापरे! हं, हं. हां, हां. अच्छा. हो, हो. बरोबर. हो, हो, हो, हो, हो. अगदी बरोबर. ढासाळते. हो, हो, हो. बिलकुल. अरे बापरे! बदनाम वगैरे. हां. अरे बाप! हां, हां. अच्छा. हां, हां, हां. बरोबर. हं, हं. अगदी बरोबर. हे खूप गरजेचं आहे. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. अच्छा. अरे वाह! खूप छान, खूप छान. आणि जेव्हा बघा तुम्ही जेव्हा ठरवलं, की आपल्याला हा मानसिक त्रास खूपच होते आणि यामधून म्हणजे नाही का एकदम काय म्हणतात ना, बघा प्रत्येक अ, त्रास आपल्याला कळून येतो, बट मानसिक त्रास आहे ना याचं मूल्यमापन करणारी यंत्रणा आपल्या समाजात आजकाल नाही आहे. म्हणजे त्याच्याकरता म्हणजे काय म्हणतात ना, एक प्रॉपर समुपदेशन आणि त्या चर्चासत्र व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं का?